आजकाल कसं अ, जग हे सोशल मीडियाचं झालं आहे सर्वत्र आणि खूप सारे फो अ, फोटो किंवा व्हिडिओज आपण शेअर करत असतो ऑनलाईन नाही का? तर कधी-कधी काय होतं, आपली फोटो ही अ, सिंगल नसतात, आपण खूप साऱ्या व्यक्तींबरोबर फोटो वगैरे काढतो. तर अशा वेळेस अ, फोटो शेअर करताना, आपण त्यांची काळजी वगैरे घेतली पाहिजे का? किंवा परवानगी व वगैरे मागितली पाहिजे का?
बरोबर, हो ना. हो. हं. नक्कीच, मला तर वाटतं बघा ना, कधी-कधी काय असतं अ, की म्हणजे ही परवानगी मागणे देखील कधी-कधी आवश्यक आहे. कधी-कधी समजा WhatsAppला जर तुमचा घरातला ग्रुप असेल, तेवढीच लोकं बघत असतील तर ठीक आहे. पण कधी-कधी मला तर वाटतं, की ती परवानगी मागणं आवश्यक आहे, स्पेशल जर तुम्ही तो सोशल मीडियावर फोटो टाकत असाल तर. कारण कसं असतं, प्रत्येकाचं बॅकग्राऊंड किंवा प्रत्येकाचं नोकरीचं स्वरूपही कधी-कधी वेगळं असू शकतं. तर मग त्यांना त्यांची सोशल आयडेंटिटी दाखवायची नसेल अ, किंवा असं म्हणू शकतो आपण की एखाद्याला बघा ना की थोडंसं ते अ, ते त्यांच्या लूक बाबत थोडेसे म्हण म्हणू शकतो की त्यांना नाही आवडत, की आम्ही आमचा फोटो कुठे गेलेला. अ, तर तशी लोकं देखील आपल्या आजू-बाजूमध्ये असतात. तर मला तर वाटतं, की मग आपण त्यांना ते विचारलं पाहिजे, जेणेकरून म्हणतात ना, की आपलं जे नातं आहे एकमेकांचं, ते कुठेतरी म्हणतात ना, चांगलं राहील. कधी-कधी असं पण बघितलेलं आहे, की आपण एखादा फोटो टाकतो एखाद्याचा आणि मग त्यांना ते आवडत नाही आणि मग ते म्हणतात ना, आपल्याशी अ, बोलतच नाही किंवा अशा गोष्टी देखील होतात किंवा त्यांच्या सिक्युरिटीवर म्हणा किंवा त्यांच्या कॉन्फिडन्सवर त्या गोष्टी असतात, त्या परिणाम करतात आणि कधी-कधी कसं असतं, की आजकाल जेते सोशल मीडियाचं जे चाललेलं आहे, तर त्यामुळे कधी-कधी लोकांना अशी भीती वाटू शकते, अ, की म्हटलं माझा फोटो टाकला तर आणि मग कोणाला दिसलं? किंवा मग काहीही. अशा देखील गोष्टी असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा ना, कधी-कधी एखाद्याला असतं, की आपल्यासोबत तो कुठे आलाय? कुठे चालला आहे? हे त्याच्या घरच्यांना देखील ते कळवायचं नसतं, सांगायचं नसतं.
अच्छा. बर, हं. हां, हां, म्हणजे एखादा मित्र असतो बघा, घरी सांगतो, चाललो मी कॉलेजला आणि जातो इकडे सहलीला, कुठेतरी ट्रिपला नाही का? तर अशा वेळेस पण थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो.
हां, ना सांगू. <chuckles> बरोबर. हो, हो, मग त्या नक्कीच, नक्कीच. मग बघतात ना, अरे हा तर इथे गेला आहे. म्हणजे कोण म्हणतात, कॉमन फ्रेंड्स असू शकतात किंवा जे पण लोकं बघत असतील तर अरे ह्याला तर मी इथे पहिला, हा इथे गेलेला ना? आणि मग त्यांनी बघितल्यावर तर त्याला प्रॉब्लेममध्ये टाकल्यासारखं, अ, म्हणजे होऊ शकतं. त्यामुळे मला असं वाटते, की त्यांना ते विचारलं पाहिजे आपण किंवा मग ते हाईड केलं पाहिजे. एकंदरीत हो.
हं, हं. होऊ शकतं. विचारलं पाहिजे, अगदी बरोबर. हं, हं आणि हे टॅगिंग वगैरे करतात बघा, तेही कितपत योग्य आहे? म्हणजे अं, टॅग करतानाही आपण परमिशन मागितली पाहिजे का? आधी डीएम करून त्यांना, की करू का नाही बघा टॅग? कारण की टॅग आपण डायरेक्ट ही करू शकतो.
बरोबर. कसं आहे बघा, आता हे टॅगची जी गोष्ट आहे ना, तर ते कधी-कधी बघा, की सगे काहीकाहींना चालतं आता. काही जे आपले न नेहमीचे फ्रेंड्स आहेत, तर त्यांना त्या गोष्टी चालून जातात. पण काहीकाहींना नाही चालत. कारण कसं, त्याच्यामध्ये त्यांचं पूर्ण नाव असतं बघा, आणि अ, पूर्ण न
हो ना. हं, हं. हं. आणि अ, ते पण आहे. आणि काही जणांना त्यांची प्रायव्हसी प्रिय असते ना, सर्वच काही असं पब्लिक ठेवत नाहीत प्रोफाइल. काही जणांच्या प्रायव्हेट असतात.
हो, हो. बरोबर. हो, हो. म्हणजे तेच आपण त्यांना विचारलं पाहिजे, की "बाबा हा फोटो मी शेअर करू का? किंवा तुझा फोटो मी ग्रुपवर टाकू का?" नम्रपणे विचारलं तर मला तर वाटतं, की लोकं 90% वेळा, ते परसेंटेज, काही वेळा लोकं सकारात्मकच प्रतिक्रिया देतात, असं मला वाटतं. आणि ते कुठे वापरणार आहात? ते तुम्ही स्पष्ट सांगा. "म्हणजे स्टोरीमध्ये टाकतो, अ, त्या 24 आवर्समध्ये गायब होईल, तुला चालेल का?" किंवा "फीडवर तो कायम राहिल हा, तर मग तो टाकू का मी?" असं देखील तुम्ही त्यांना विचारू शकता. मग आता मला पण असं झालेलं आहे एकदा, तुम्हाला मी सांगते, आम्ही ना गोव्याला गेलेलो. तर मग तर मग तेव्हा काय झालं, की अ, गोव्याला आम्ही गेलो. आणि त्याच्यानंतर आम्ही अ, म्हणजे एज अ, सगळे कपल्स गेलेलो. लग्न झालेले 2 कपल, लग्न झालेले होते. आणि एक कपल होतं, ते अ, म्हणजे त्यांचं लग्न नव्हतं झालं. ते एज अ, कपल्सच होते. आणि त्यांचा अ, असा प्रॉब्लेम पण ते गोव्याला आलेले आमच्यासोबत. आणि मग आम्ही फोटो टाकलेले, का काढलेले, काही ग्रुप फोटो म्हणा किंवा काही असे फोटो होते आमचे. त्याच्यामध्ये आम्ही सगळे सोबत होतो. मग तेव्हा काय झालं, की मी फोटो टाकले म्हणजे. आणि त्याची जी-जी व्यक्ती होती, ती म्हणजे असं होतं, की ती अ, माझ्या ओळखीची नव्हती. ती जे आमच्यासोबत एक कपल होतं, त्यांच्या ओळखीची होती खास करून.
हां. अच्छा. हं, हं. अच्छा. हां, हां, हां.
तर असं बघतात तर तिचा आणि माझा काही असा संबंध नव्हता. पण माझं जे अकाउंट होतं ना, ते अ, म्हणजे काहीच संबंध नव्हता. म्हणजे दूर-दूर म्हणतात ना, आपले म्युच्युअल्स पण एकमेकांना ओळखणार नाहीत. तसं होतं. अनोळखीच होते. आणि तिथे गेल्यावर आमची ओळख झालेली आहे, एकंदरीत असं म्हणेन मी. आणि अ, तर मग काय झालं, की तिथे मी ते, आम्ही गेलो आणि मी फोटो टाक अ, फोटो काढले होते आमचे, भरपूर सारे. तर आम्ही एक फोटो टाकला. तर मग त्याच्यानंतर काय झालं, की ती मला म्हणायला लागली, की अ, "नाही माझा हा फोटो तुम्ही काढाल का? कारण जरा घरी प्रॉब्लेम" मी तिला म्हणाली, की म्हटलं, "अरे, तुझा आणि माझा तर म्हणजे काही दूर-दूरचा संबंध देखील नाही आहे ना. आणि त्याच्यामध्ये आमचे देखील फोटो आहेत, असं एकंदरीत." पण मग ती नाहीये, हां, तेच तिला मी म्हणाले, पण तिला ते पटलंच नाही. तर ती म्हणते, की नाही, तरी पण नको वगैरे. असं तसं तिचं चालू होतं. पण मग मी तिला म्हणाली, की म्हणजे बघ ना, तुझं आणि माझं काही म्हणजे काहीच आपलं सेम कॉन्टॅक्टच नाही आहे. म्हणजे फक्त एक म्हणतात, आपली ट्रिप होती, एकंदरीत. आणि अ, तर तिचं म्हणणं होतं, की "नाही, नकोच." मग मी शेवटी म्हटलं, "चला जाऊ देत." म्हणजे काहीतरी असू शकतं ना. मग त्यामुळे मला तो फोटो काढावा लागला. एकंदरीत अ, असं झालं.
हां, हां. बरोबर म्हणजे अनोळखीच होता समजा. आणि आपण म्युच्युअल पण नाहीत. मग कळणार नाही कोणाला, असं वाटलं असंल तुम्हाला? हं. अच्छा. मग? अच्छा.
तर म्हणून मला तर वाटतं, की विचारलं पाहिजे नाही तर मग जर तुमचे चांगले मोमेंट आहे, अशा लोकांना तुम्ही त्या फोटोमध्येच घेऊ नका, ज्यांचा फोटो टाकायला काही प्रॉब्लेम होत असेल त्यांना किंवा काहीही. मग ते काय होतं, की आपल्याकडे मग ते कमी फोटोज असतात त्या जागेचे आणि मग त्यांच्यामुळे आपण ते फोटो टाकू शकत नसू तर तो आपल्याला देखील थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो, असं मला वाटतं.
आणि अ, कोणत्याही प्लॅटफॉर्मवर असं एक असते बघा, स्पेशली अ, विशेषतः Instagramवर ते असते अं, फोटो वगैरे आपण अपलोड करतो, तिथं स्टोरी म्हणून असते काही स्टोरीवर अपलोड करतो, काही आपण पोस्ट म्हणून अपलोड करतो, काय बरं फरक आहे या 2न्हींमध्ये?
हं, हं. बरोबर. बघा, तर स्टोरीचा तर एक खासियत अशी आहे, की ती जी स्टोरी आहे ती 24 अवर्स नंतर गायब होते, बरोबर? अं, त्याच्यावर तुम्ही गाणं टाकू शकता आणि तिथे पोस्टमध्ये पण तुम्ही टाकू शकता पण पोस्ट कसं आहे, की ती दीर्घकाळ राहते, भरपूर जोपर्यंत तुम्ही ती डिलीट करत नाही तोपर्यंत आणि स्टोरीचं कसं असतं, की तुमचे जे मी अं, आहेत ज्याला तुम्ही फॉलो करता ते लोकं तुम्ही बघू शकतात. अं, म्हणजे त्यावेळेला आणि त्याचं कसं असतं कधी-कधी सगळ्यांनाच टाईम मिळत नाही ती बघायला म्हणजे, एकंदरीत कधी-कधी असते, की काही जणांची ती हुकते देखील बघायची राहून जाते, अं, त्यांचं काही काम असेल त्याच्यामध्ये आणि बघा जसं, की आता अं, जर तुम्ही पोस्टमध्ये टाकू टाकत असत. तुम्ही ते कोणीही अं, जो माणूस आहे तो कधीही ते बघू शकतो एकंदरीत असं आहे. आता
अच्छा. अच्छा, म्हणजे पोस्ट म्हणजे एकदम पर्मनंट असतं, असं म्हणता येईल? आणि स्टोरी जे आहे ते टेम्पररी काही तास राहत आणि ते आपोआप गायब होतं?
हो, हो. नक्कीच, नक्कीच.
हं. आणि काय काळजी घेतली पाहिजे बरं असे ग्रुपचे फोटो वगैरे टाकताना? अ, काही-काही अ, ह्याच्यामध्ये असतं बघा, फोटो अपलोड केल्यानंतर त्या फोटोवर जर आपण टच केलं ना, त्यांचं नाव पण दिसतं म्हणजे ग्रुपमध्ये कोण-कोण आहेत उभा म्हणजे
हो ना. तर ह्या सगळ्या गोष्टी होतात तर मला वाटतं, की बघा कसं असतं, की Facebookवर म्हणा किंवा एखाद्या ग्रुपवर म्हणा, आपण एखादे फोटो टाकतो किंवा एखादे सोशल मीडियावर म्हणजे कोणत्याही. तर कसं असतं Facebookवर काही जणांचं टॅग केल्यावर ते कुटुंबपण बघत असतं आणि टॅग केल्यावर, अरे! म्हणजे येतं ना, की नाव, अरे! ह्याने ह्याला अ, म्हणजे, थिस पर्सन इस टॅग विथ 24 ऑदर पर्सन असं एक Facebookला आधी यायचं आणि मग सगळ्यांना ते एड केल्या सगळ्यांना लोकांना जायचं आणि मग तो बघायचा कोणासोबत आहे. मग एकंदरीत तो कुठलातरी माणूस तीच प्रोफाईल बघायला यायचा, मग त्या रिक्वेस्ट यायच्या आणि मग जे लोकं ओळखत-ओळखत न्हवती ती देखील एकमेकांना ओळखायला लागायची. असं देखील होतं आणि कसं असतं, की जी लोकं, म्हणजे वाटतं ना लोकांना कम्फर्टेबल नसलेली देखील फोटो टॅगी अं, टॅगिंग जी असते ती चालू असते कधी-कधी. काही-काहीना वाटतं, "अरे माझा फोटो खूप घाण आलाय, तू कशाला टाकलायस तो फोटो?" असं होतं. मुलींच्या बाबतीत तर असंच असतं आणि मग
हं. हम्म. हां. अच्छा. हो ना. अ, काय बर अशा अ, पद्धती आहेत वेगवेगळ्या ज्या वापरू शकतो आपण परवानगी मागण्यासाठी? म्हणजे कशाप्रकारे त्यांना अ, कॉन्टॅक्ट करायचं किंवा अप्रोच करायचं?
नक्कीच, मला तर वाटतं, की तुम्ही त्यांना जर अ, शेअर केला तर त्यांना विचारा, की अ, "की हा फोटो मी शेअर करू का?" जसं मी आधीच तुम्हाला म्हणाली, की "हा फोटो शेअर करू का? किंवा तुझे फोटो मी ग्रुपवर टाकू का?" असं तुम्ही विचारा आणि त्यांना स्पष्ट सांगा, की तो कुठल्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही वापरणार आहात. म्हणजे स्टोरीमध्ये टाकतोय मी किंवा Snapchatला टाकतोय, Instagramवर टाकतोय, Facebookला टाकतोय किंवा WhatsAppवर, हे तुम्ही प्लॅटफॉर्म सांगा. त्यांना सांगा, की 24 तासामध्ये तो गायब होईल फोटो किंवा जर अ, फीडवर टाकू का? फीडवर राहिला तर मग तो कायम राहील. तर त्याच्यासाठी तुम्ही परमिशन मागा आणि जर समजा कोणी नकार पण देतं, कधी-कधी क म्हणजे
हां. अच्छा! हं, हं. हां, काय करायचं बरं अशा वेळी नकार दिला तर? म्हणजे अ, काही-काही असतात बघा, "नाही, नाही, नाही, मला जमतच नाही म्हणे." तसं तुम्ही मैत्रीणंचं उदाहरण सांगितलंय का, की ती म्हटली, "जमणारच नाही."
हां. हो, हो. तर मी तेच त्यांना मी बोलली, की तिला पत्नीला असं झालं, की ते अ, नाहीच जमणार. तर मग तिच्या आता तिच्या सांगण्यानुसार
काय केलं तुम्ही तेव्हा नाही म्हटल्यावर?
हां, तर तिला मी म्हटलं, "ठीक आहे, मी काढते म्हटलं तुझ्यासाठी पण म्हटलं मी काही दिवसांनी तो टाकीन, जेव्हा तुमचं काय असं तिला वाटलं काय प्रॉब्लेम." मीन्स समजा ना तिचं कधी पुढे काय त्या व्यक्तीसोबत काही कंटिन्यू झालंच नाही किंवा काही झालं तर त्याच्यामुळे तो आमचा एक फोटो होता त्या जागेसाठी. तर मग आम्ही काय करावं? असं देखील होतं ना तिथे कधी-कधी. तर मग कधी-कधी जर तुम्हाला
तर असंही करू शकतो का आपण? म्हणजे, Photoshopमध्ये एडिट करून ते पर्सन रिमूव्ह करून टाकून, दुसरा टाकून, म्हणजे एम पी करता येते ना आजकाल?
हां, पण असं करू शकतो पण ते <tsk> एमटी ते त्या जागेवरनं होऊच शकत नाही ना, म्हणजे ते त्या फोटोची म्हणलं तर एक ब्युटी जाईल एकंदरीत, तर नुस्त मध्ये काय ते समजून येईल एकंदरीत असं, तर मला
एआय वगैरे वापरून आपण करता ना, Photoshop वगैरे करतात बघा, पूर्ण काढून टाकतात.
नाही, नाही, तो फोटो तसा आहे. पण तो नाही झाला तसा. अ, आणि आता त्याच्यामुळे मग तिला असं म्हणतात, की जर कोणी म्हणालं नको, जर तुम्हाला तो माणूस महत्त्वाचा असेल तर तुम्ही त्याला माफ करा, बोलू शकता. मी लगेच काढू, जर माझ्यासाठी तो माणूस महत्त्वाचा नव्हता कारण आमची काय ओळखच नव्हती. अ, पण तरी देखील मी तिला काही माफी वगैरे मागितली नाही कारण का तसा न विषय नव्हता. पण मी तिला बोलली, ठीक आहे, मी काढते. पण मी तिला म्हटलं, "मी काही दिवसांनी परत टाकेन तो" हे देखील मी तिला तेव्हा सांगितलं. मग ती, "ओके" म्हणाली. मग त्याच्यावरनं ठीक झालं आणि मग
अच्छा. हां.
तुम्ही त्यांना अ, जर एखादा खूपच प्रॉब्लेम नाही-नाही काढच, तुम्ही तो काढून टाका, तुम त्यांना सांगितल्याबरोबर. म्हणजे कसं असतं, की आपली मा माणसाला जी आपली गोपनीयता असते ती महत्त्वाची वाटते आणि मग ते नातंही जे आपलं असतं ते ठोस राहतं. असं मला एकंदरीत वाटतं.
अ, कौटुंबिक आलं लक्षामध्ये, आलं लक्षामध्ये हो, हो. अ, कौटुंबिक प्रसंगामध्ये कशाप्रकारे, हे करायला पाहिजे बरं? फोटो वगैरे जे आपण टाकतो. काही खूप प्रायव्हेट असतात, लग्न झालं किंवा बाराशे झालं, घरकुलातला एखादा फोटो झाला. तर काय, काळजी आपण घेतली पाहिजे, कोणते फोटो टाकावेत, कोणते पब्लिक करावेत, कोणते प्रायवेटमध्ये टाकावेत?
आता म्हणजे ह्याचं सांगायचं झालं तर प्रत्येकाला बघा अशी वेगवेगळी आता कुटुंबातले काही फोटो तुम्ही WhatsAppला टाकू शकता. जसं, की अ, Facebookला जर तुमचा ग्रुप असेल अ, किंवा म्हणतात ते आय कॅन सी ग्रुप असतात अजूनपण, तर त्या Facebookला तुम्ही किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकू शकता, WhatsAppला स्टेटस टाकू शकता, ते गोष्ट आणि जसं की आता बघा अ, म्हणजे काही जे ऑफिसमधले असतात ते ऑफिसच्या ग्रुपला किंवा स्टेटसला बाकीच्यांना हाईड करू शकता, फॅमिली मेंबर्स म्हणा किंवा जर घरातले फोटो असते तर तुम्ही अ, ऑफिसमधल्यांना हाईड करा. म्हणजे ते तुम्ही गोपनीयता किंवा असं असतं ना की आपल्याला की माझं सगळंच सगळ्यांना समजलं नाही पाहिजे.
हो, म्हणजे काही प्रायव्हेट लाईफ पण असते ना आपली, खाजगी जीवन जे म्हणतो ते, आपल्या कॉन्टॅक्टनुसार सिलेक्ट करून तसंच ठेवायचं असं तुमचं म्हणणं आहे का?
हां. नक्कीच-नक्कीच. असं आपण करू शकतो. म्हणजे त्यानुसार तुम्ही 1 मग चेक-लिस्ट बनवा. की बघा ना, आपल्याला ऑप्शन पण असतात WhatsAppला आणि Instagramला पण, की माय फ्रेंड्स ओनली. किंवा इथे पण ते दि स्टेट स्टेटस फॉर किती, जे तुम्हाला पर्सन हवे त्यांना किंवा रीड फॉर म्हणजे म्हणतात ना, हाईड. हां, मग तसं तुम्ही करू शकता आणि म मला वाटतं की ते चालेल. म्हणजे तुमचा तुम्हाला जर फोटो दाखवायचाच आहे.
हां, हां. हो, म्हणजे किंवा ऑप्शन वगैरे असतात, फक्त आपल्या कॉन्टॅक्टमध्येच ठेवायचे का? अ, इक्सेप्ट धिस कॉन्टॅक्ट असं पण असतं, कोणतं एक्सक्लूड करायचं, ते पण असतं, बरोबर. अ, कधी-कधी काय होतं, अ, समारंभ वगैरे जो असतो, तो सार्वजनिक असतो बघा. समजा अ, लग्नाला तुम्ही समजा कोणाच्या गेलात आणि तो आपल्या घरचं लग्न नाही, आपण पाहुणे म्हणून गेलो. तुझं इन्व्हिटेशन आलं आहे. तर इथे अशा जागी फोटो वगैरे काढताना आपण परवानगी वगैरे मागितली पाहिजे का हो त्यांची?
हं, हं. बरोबर, हो. बरोबर. हा तर लग्नामध्ये तर असं असतं की नाही, की तिथे काही परवानगीची तर बघा, ज्यांना फोटो काढायचे असतात ते स्वतःहून समोर येतात आणि मग चालेल, मग त्यांना चालतं देखील फोटो टाकलेले आपण, असं असंत आणि काही त्यांना की नाही आवडत की फोटो टाकलेला म्हणा किंवा काही गोष्टी त्यांच्या पटत त्यांना नाही पटत. तर मला तर वाटतं की अशा लोकांसोबत तुम्ही फोटोच काढू नका, जेणेकरून काय होईल की तुमची पण प्र म्हणजे त्यांना जर हर्ट होईल. किंवा म्हणतात ना, मग तुम्ही एकट्याचंच फोटो काढा, मला तर वाटते. किंवा जो तुमचा ग्रुप आहे, ज्यांना काही प्रॉब्लेम नसेल, त्यांच्यासोबत तुम्ही
म्हणजे, जो ऑल ऑलरेडी तुमच्या ओळखीचा आहे त्यांच्यासोबत तुम्ही प्रयत्न करा आणि...
हां, त्यांच्यासोबतच काढा आणि जे ओळखीच्यापैकी पण कसं आहे, की <smacks lips> म्हणजे काय आहे ना, काही प्रॉब्लेमच नसेल. कारण का फोटो ही गोष्ट आहे, ती शेअर करण्याची गोष्ट आहे, बरोबर. पण ज्यांना असा खूप प्रॉब्लेमच असेल, तर त्यांच्यासोबत तुम्ही का फोटो काढताय? असा देखील एक मुद्दा आहे. आणि मग
हो, बरोबर. नाही नाही, मी काय म्हणतोय, स्वतःचा फोटो नाही काढायचा आपल्याला. कॅमेरा घेऊन जातो बघा आपण, आतच पब्लिक प्लेसला जातो, रोडच्या बाजूनं आणि कोणाचाही आपण उभा राहून फोटो काढू शकतो का? त्याला परवानगी वगैरे मागावी लागते का? असं विचारतो.
हं, हं. हो, हो. त्याची काय गरज आहे? त्याचं काहीच काढायची गरज नाही आहे आपल्याला. त्याची म्हणजे, का काढायचा त्याचा फोटो? म्हणजे आम्ही तर नाही काढणार नाही नाही. मग तेच, <tsk> मग ते ब्लॉगर्सचा काढायला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण ती पब्लिक अ, म्हणजे म्हणू शकतो ती फिगर झाली. त्यांचा तर काढू शकतो. पण त्याची परवानगी मागायला लागते, जर इतका पण मोठा असेल तर ठीक हे. म्हणजे त्याचं नाहीच, म्हणजे काही गरजच नाही आहे त्याचे फोटो काढायची आपल्याला. हां. का काढू आपण? एखादा जनरल माणूस चाललाय त्याचा आपण फोटो काढू का? जाऊन आणि त्याची परवानगी घेऊ का? की नाही, काहीच गरज नाही.
अच्छा. अरे, व्ही-व्लॉगर्स वगैरे असतात ना, YouTubeवर घेऊन फिरतात कॅमेरा. अच्छा, म्हणजे अ, की 1 अ, फोटो, व्हिडिओ करतांना काही गरज नाही. ते व्ही-व्लॉगर्स वगैरे रोडने जात आहे समजा आणि अचानक येतो ना, व्ही-व्लॉगवाले आपल्या YouTube वगैरे, चॅनेल वगैरे, बघता तुम्ही.
हां, हां, मग हां, हां, मग त्यांचं जर तुमचा ज आता तो फॅन असेल तर तुम्ही तिथे काढू शकता. आता माझे तर नाहीये कोणी फॅन, तर मी तर नाही काढणार. किंवा मी त्याची परवानगी पण नाही घेणार, मला असं वाटतं आणि मला तर वाटतं की एखाद्याच्या म्हणतात ना, प्रायव्हसीला जर जर त्रास होत असेल, तर मला तर वाटतं तुम्ही ते शूट पण करू नका किंवा त्याचा फोटो पण काढू नका. जर एखाद्याला एवढा त्रास होत असेल तर.
फोटो नाही काढत ब्लॉगर्स वगैरे जनरली ते असा व्हिडिओ चालू ठेवून लाईव्ह स्ट्रीम करत-करत जातात ना रोडच्या बाजूला. तर रियल टाईममध्ये तर अशी परवानगी मागू शकत नाही आपण की बाबा गर तूझं लाईव्ह आहेस. असं म्हणू शकत नाही, तर तेव्हा गरजेचं नसते का?
हां, हां, हां. तेच हं, हं, हं. अ, मला तर वाटते तेव्हा काही गरजेसारखा का रोडवरूनच आपण चाललोय तर तिथे काही मला तर वाटते काही प्रॉब्लेम वाटत नाही.
म्हणजे पब्लिक प्लेसला आहे तर एवढं काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही पब्लिकमध्येच आहात. हं.
काही नाही. हां, काहीच नाही. त्यासाठी तुम्हाला कोणाची मला वाटते पब्लिक म्हणजे विचारायची पण असं नाही. कारण का बघा ना, आता न्यूज चॅनल पण असतात तर तिथे देखील आपण डायरेक्ट चाललो तर शूट घेऊन येतोच ना आपण किंवा एखाद्या ठिकाणी सीसीटीव्ही असतात. तर मला तर वाटते ही काही विचार करण्याची किंवा असं तर परवानगी मागण्याची म्ह म्हणजे गरज नाहीये.
गरज नाही. हं, हं. हो, बरोबर. हं, हं, हं. विचारण्याची म्हणजे तो व्यक्ती जर पब्लिक प्लेसमध्ये असेल, सार्वजनिक जागी, तर काही गरज नाही आहे अशी परमिशन वगैरे मागण्याची. खूपच मस्त, तुम्ही समजावून सांगितलंत अ, फोटो शेअर करण्याची काळजी काय घ्यायची? आणि कोणासोबत शेअर करायचं? आणि का शेअर करायचा नाही? हेही तुम्ही मस्तपणे समजावून सांगितलत. अ, आणि मला समजले. खूप मस्त वाटलं तुमच्यासोबत अ, बोलून. खूप-खूप धन्यवाद.
हं, हं. तर काहीच गरज नाहीये. नक्कीच. नक्कीच नक्की. अरे वाह! खरंच, खूप छान वाटलं मला, तुम्हाला ही देखील खूप या गोष्टी समजल्या आणि खरंच मला अ, मजा आली या विषयावर चर्चा करताना. तर नक्कीच आपण परत भेटूयात, धन्यवाद.